हां वाव! म्हणजे छान करता तुम्ही. क्या बात है. मग अ, अ, अ, अशी साडी वगैरे खरेदी करताना किंवा पारंपरिक कपडे खरेदी करताना तुम्ही कसं प्रेफर करता म्हणजे ऑनलाईन घ्या घेणं प्रेफर करता की असं शो अ, आउटलेट, ब्युटीक वगैरे असं व्हिजिट करून ठरवता?
मी अ, ऑनलाईन बघते पण घेत नाही. मी फक्त अ, बघते. कलेक्ट करून ठेवतो ना आपण डाटा असा बोलतो की नाही? मला अशा टाइपची घ्यायची आहे. पण मी ती दुकानात जाऊनच घेते. कारण की ऑनलाईनमध्ये मला कपडा कळत नाही आणि माझं पहिलं प्राधान्य असतं की मला कपडा चांगला पाहिजे. हां, कारण की आणि परत हो, मिसमॅच पण होतं आणि परत तो कलर छान दिसतोय, पण तो मला पण सूट झाला पाहिजे, असं माझं पहिलं असतं. मग अ, मग मी तो दु म्हणजे तसंच असं आपण म्हणतो ना की ती तो फोटो घेऊन मी तो शॉपमध्ये जाणार आणि मग त्यांना दाखवणार की, "ह्या टाइपमध्ये आहे का तुमच्याकडे? पण मला कपडा मऊ पाहिजे किंवा मला खादीचा कपडा दाखवा ह्याच्यात." तर ते बरोबर दाखवतात. म्हणजे मला अ, डायरेक्ट शॉपमध्ये गेल्यावर कळतं की हा मटेरियल चांगलं आहे, हे मला सूट पण होते, मला पटकन नेसता पण येते किंवा मी याचं अ, म्हणजे अ, स, माझ्या अंगावर छान पण दिसते. तेव्हाच मी घेते.
हो. हां. पाहिजे. हो. ते म्हणजे कुठेतरी मिसमॅच होतं मग ऑफलाईनला. हो. ते अशा टाईपचं. हां. वाह! वाह! क्या बात है. हो ना. हो, हो. अगदी बरोबर. नक्कीच, "मग, असल्या पोशाखात स्वतःला कम्फर्टेबल जर ठेवायचं असेल, तर तुम्ही म्हणजे काय टिप्स फॉलो करता तुम्ही म्हणजे साधारण?"
हां. मी अ, मला जर कम्फर्टेबल व्हायचं असेल, तर मी पहिले काही गोष्ट करते की मला अ, ह्या साडीमध्ये म्हणजे ती वजनाला जास्त नाहीये ना, कारण की मला चालता आलं पाहिजे फास्टमध्ये. की आपल्याला काही ऑफिस करायचं आहे की आपल्याला रॅम्प वॉक नसतो करायचा तिथे. काम करायचं असतं. तर अ, त्यासाठी मला ती जास्त जड नाहीये ना साडी. परत अ, पिन वगैरे करताना पण आपण अ, प्रत्येक ठिकाणी पिन लावायची की जेणेकरून साडी अ, पदर नको सरकायला किंवा मग बसताना, उठताना पण नको त्रास व्हायला आपल्याला की आपल्या ज्या नीऱ्या वगैरे असतात त्या इकडे-तिकडे पांगून जातात, वर खाली साडी होऊन जाते. असं पण नको व्हायला. आणि जो ओ पेटीकोट असतो तो अ, कॉटनचा, कारण की जो आपण म्हणतो ना बॉडीशेपवाला जो पेटीकोट असतो त्याने काय होतं, तो सॅटिनचा असतो त्याच्यामुळे साडी निसटायचे जास्त अ, चान्सेस असतात. हां, तर कॉटनचा कसा असतो?
हो. नक्कीच. हो. हां. पिन अप करायचं हां, म्हणजे इकडे-तिकडे पदर सुटला किंवा निऱ्या सुटल्या असं काही व्हायला नको. हो. हो ना. हां. चान्सेस असतात, ओके आणि नाही अ, बट पेटीकोट घातला तर ते अ, ब्लाउजच्या खाली दिसू शकतं ना अ आपला जो पोर्शन असतो, खालच्या कमरेचा आणि ब्लाउजच्या मधला पॅचमध्ये ते पेटीकोट दिसत नाही?

हां, तर अ, ह्याच्यात एक असं असतं की पारंपारिक कोणताही पोशाख असो, तर त्याच्यात अ, बाईचं सौंदर्य खुलतं. एक गोष्ट अशी असते. कारण की बाई अ, जास्त वेस्टर्नपेक्षा पण जी पारंपरिक अ, पेहराव करते, त्याच्यात खूप छान दिसते आणि जेव्हा आपल्याला अ, समोरून अ, जेव्हा आपल्याला असं ब अ, कॉम्प्लिमेंट येत ना की, "ए आज तू खूप छान दिसते." तेव्हा ती बाईला ती सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट असते. म्हणून तो आत्मविश्वास आपल्यात असतोच. पण जेव्हा समोरून जे व्यक्ती कधी आपल्याकडे बघत नाही. ते कॉम्प्लिमेंट देतात ना, तेव्हा जास्त अ, छान वाटतं.
हां. बरं, हां. हां. हां, खूप छान दिसते, हां. <chuckles> खूप छान वाटतं मग. हो. कॉम्प्लिमेंट करतं, हां, खूप भारी वाटतं. हो, मग तुम्ही अ, आत्मविश्वास तो वाढतो. मग त्याच्यामध्ये अ, फॅशनचा काही वाटा असतो का? म्हणजे वेगवेगळे फॅशनेबल ब्लाउज घातल्यामुळे कम्फर्टेबल वाटतो किंवा असं खूप असा आत्मविश्वास वाढतो, असं काही असतं?
हो. हो, हो, हो, अगदीच कारण की अ, फॅशन अ, खरंच अ, पहिली म्हणजे मोठी गोष्ट असते कारण की सगळ्यांना आजकाल काय असतं की ट्रेंड म्हणतो ना आपण, की हां, हा ट्रेंड आहे. आपण तसं केलं तर कसं होतं एक अ‍ॅट्रॅक्टिव्ह पण बनतं आणि आपल्याकडं अ, जे कोणी बघत पण नसतं. ते पण आपल्याकडे बघतं की, "आज हिचं आज वेगळाच लूक आहे. हे काहीतरी वेगळंच तिने ट्राय केलं आहे. पण ते छान वाटतंय" असं वाटतं. तर मला असं ट्राय करायला खूप आवडतं. म्हणजे साडीवर अ, म्हणजे वेस्ट म्हणजे साडी जरी आपली पारंपरिक असली तर ती वेस्टर्न पद्धतीने घालणं. त्याच्यावर अ, बेल्ट लावणं किंवा मग ब्लाउजचे वेगवेगळे टाइप घालणं, हे मला खूप आवडतं.
हां. हां. हो, हो, हो, हो, हो, हां, हां. छान. हा ना. वाव! हं. पॅटर्न मस्त. मग अ, असं सोशल मीडियावर म्हणजे आता Instaवर वगैरे असे असतात ना, म्हणजे ट्रेंड्स असतात किंवा रील्स असतात. मग त्यादृष्टीनं तुम्हाला असं काही मदत होते का म्हणजे पारंपरिक पोशाखात कसं दिसावं किंवा आत्मविश्वास कसा वाढावा त्यासाठी?
हो, हो. अगदीच कारण की तर हे तर उलट चांगलं असतं. कारण की आपल्याला अ, कळत नसतं ना, की मला हाच कलर सूट होईल. कारण की आपण ट्राय करून तर किती करणार ना? किंवा ही ज्वेलरी याच्यावरच जाईल. हे आपल्याला एवढं अ, माहीत नसतं. मग आपण अ, जेव्हा रील्स बघतो की Instagramवर, कशावर पण. तेव्हा आपल्याला समजतं की अरे असा जर ब्लाउज घालून ही जर अशी अ, साडी याचं आपण नेसली, तर छान वाटेल. मग ते ट्राय करायला काही हरकत नाही. म्हणजे त्याची मदत अ, असं होते की आपण जर आता नवीन ट्रेंड असतो की साडीवर बेल्ट पण घालता. तो पण ट्राय केल्या असं असं जॅकेट सारखं पण एक नवीन अ, ट्रेंड आलेला आहे की आपण जॅकेट घालू शकतो. ते पण एक आहे. म्हणजे जर जर ते ट्राय जर केलत ना? म्हणजे ट्राय करायला काही हरकत नाही. ती आपल्याला छान दिसेल, नाही दिसेल ती वेगळी गोष्ट असते. पण एकदा ट्राय करून बघायला काय आहे? मग मी ते ट्राय करते प्रत्येक अ, वेळेला ट्राय करत असते.
हो ना. हो. नक्कीच. हो का? अरे वाह! हां, हां. हो, अच्छा, अच्छा. वाव! मस्तच. हां, हां. ओके. हो ना.

अच्छा. मग तुम्हाला ते वीकला म्हणजे कंपल्सरी असतं का साडी डे? का तुम्हीच तुमचं ठरवता की नाही, आज मी साडी घालूनच जाणार आहे. असं काही असतं?
अ, हो म्हणजे माझं मीच असते, असं आम्हाला कंपल्सरी काही नसतं, पण अ, मलाच असं वाटतं, की आपण आज वेगळं करूयात कारण की रोज आपण अ, वेस्टर्नच घालतो किंवा कधी पंजाबी सूटच घालतो, तर आज आपण साडी घालूयात, असं माझा वीकमधून एकदा ठरलेलं असतं. म्हणजे माझ्यासाठीच.
हो. अच्छा. अच्छा. मग तुम्ही त्यासाठी टाईम कन्स्ट्रेंट वगैरे काही मानता का? म्हणजे कधी-कधी वेळ होतो ना आणि पर असं परफेक्ट घालायला लागतो, त्याच्यावर ज्वेलरी वगैरे, मग ते सगळं अ, डिसाईड करायला वेळ लागतो, असं वाटत नाही तुम्हाला?
अ, हो, लागतं ना. पण माझं कसं टाईम मॅनेजमेंट असतं, की मी जे शनिवार, रविवार असतं ना आपलं, की मी त्यामध्येच असतं की हां. मी अ, मंगळवारी हा घालेल, सोमवारी हा घालेल, असं माझं अ, डेनुसार ठरलेलं असतं. मग मी अ, जर आता मी ह्या विकला, ह्या कलरची साडी घालणार, तर मग मी ज्वेलरी पण आधीच सापडवून ठेवणार, की हां, मला याच्यावर ही घालावं लागेल. ह्या साडीवर मला असं ब्लाऊज मॅचिंग आणि ते ब्लाऊज पण मी आधीच ट्राय करते. कारण की कधी कधी कसं होतं की अ, ऐन टाईमला जेव्हा आपण घालतो आणि तेव्हा नेमकी त्याचं बटन नसतं, कधी-कधी ते फिटच होतं, कधी-कधी ते लुझ होतं, कधी ते म्हणजे आपण म्हणतो ना, की ते कॉम्बिनेशनच सूट होत नाही. ह्या गोष्टी पण होता. मग त्यासाठी मी काय करते की अ, आता माझे वीकचं जे काढते ना, मी किंवा मला 8 अ, 5 दिवसांसाठी मला ह्या-ह्या वस्तू म्हणजे ह्या हे कपडे घालायचे आहेत, हं. मग त्याच्यानुसार मी काय करते की साडी पण मला आता ही घालायची आहे, तर मी एकदा ट्राय करून बघते की ती व्यवस्थित आहे का, तिची फिनिशिंग वगैरे आहे का व्यवस्थित? त्याच्यावरच
हां. वाह! अच्छा. हां. अच्छा, हां. हो. काही ना काही प्रॉब्लेम्स असतात हो ना. हो, हो. हां. ठरवता. हां. बरोबर. अच्छा. हां. म्हणजे ईस्त्री वगैरे सगळंच बघायला लागत असेल ना? हो सगळं. तर तुमच्या मते अ, पारंपरिक पेहराव अ, मध्ये आत्मविश्वास कसा वाढतो? म्हणजे काय कारणीभूत आहे? म्हणजे त्याच्याने तुमचा आत्मविश्वास दुणाव दुणावण्यासाठी?
हो, हो.

मग तुम्हाला असं कधी असं छान असा कधी अनुभव आला आहे का? की तुम्ही असं ट्रेडिशनल काहीतरी वेअर करून गेलाय आणि तुम्हाला असं खूप अ, दाद दिली आहे किंवा साधा एखादा आठवणीचा प्रसंग सांगाल का तुम्ही?
हो, हो. एकदा आमच्या ऑफिसमध्ये अ, म्हणजे अ, हेच अ, दसरा होता. दसऱ्याचं सेलिब्रेशन करायचं होतं. अन् ते त्याच्या आदल्या दिवशी होतं. तर अ, प्रत्येकाचं असं होतं, की तुम्ही पारंपरिक घालून या पण थोडंसं अ, वेगळं करून या. काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे. म्हणजे जरी तुम्ही आता नऊ हटके वाटलं पाहिजे. नऊवारी घालून आला तरी पण तो पारंपरिक असला पाहिजे, पण त्याच्यात तुम्ही काहीतरी अ, इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे त्याच्यामध्ये असं होतं. तर अ, मी काय केलेलं, की अ, मी नऊवारी घातली होती, पण मी नऊवारी वेगळ्या टाइपची घातली होती. म्हणजे अ, साडीची नऊवारी घातली होती मी. आणि अ, त्याच्यामुळे अ, म्हणजे वरती जो स पदर असतो आपला साडीचा तो न घेता मी तो कंबरेलाच घेतला होता. आणि ब्लाउज हे फुल नेकचं शि अ, घातलेलं होतं, फुल नेक असतो आपला तो असं जॅकेटसारखं.
हटके लूक, हां. हां. अरे वाह! हो. ओके. हां. बरं. हां. अरे! अच्छा! पण अ, ते साडीसारखा फील दिला का मग तुम्हाला त्याच्यामध्ये त्यानी?
हो, हो. साडीच म्हणजे एकदम असं अ, साडी नव्हती वाटत पण वेस्टर्न प्लस साडी होती. आणि अ, त्याच्यामध्ये अ, म्हणजे ते क पण मी पारंपरिक पूर्ण अ, ज्वेलरी वगैरे नथ वगैरे, परत अंबाडा वगैरे घातलेला. पूर्ण ज्वेलरी ज्या आपल्या कानाच्या वगैरे ज्वेलरी असतात, गळ्यातले पूर्ण पूर्ण जसं अ, पारंपरिक आपल्या अ, पेशवाईंच्या काळात घालायचे ना ज्वेलरी पूर्ण गळाभर, त्या सगळ्या मी घातलेल्या होत्या. आणि मी पदर वरती न घेता, फक्त शेला जो असतो आपला अ, शेला असतो वेल्वेट अ, वेल्वेटचा होता माझा. मी तो शेला माझ्या डोक्यावरून ते असा आपला पदरासारखा घेतला होता. म्हणजे ते अ, वेगळंच काहीतरी होतं. अन् ते मी असं एकदा रीलमध्ये पाहिलं होतं अन् ते मला खूप आवडलं ते एका नवरीनी केलं होतं ते आणि
ओके. ओके. हो, हो. हो, हो, हो. बरं. वॉव! <chuckles> अच्छा. अच्छा. ओके आणि अ, त्याच्यावर असं काही गॉगल किंवा फेटा वगैरे असं काही घातलं होतं का तुम्ही?
नाही, मी पदर घेतला होता. त्या शेलाचा पदर घेतला होता मी. तर अ, पदर घेतल्यामुळे ना ते प अजून ते खुलून आलं होतं, कारण की ते फेटा वगैरे पाहिलं होतं मी ट्राय करून, पण ते सूट होत नव्हतं, कारण की मला शेला घ्यायचा होता त्याच्यासोबत. हां, त्याच्यामुळे ते अ, म्हणजे ते शेला कुठे ठेवणार मग. तो फेटा पण असणार. तर मग मी अ, तो शेला डोक्यावरून घेतला होता. म्हणजे एक पदरा टाइप होतं पण माझा जो पदर असायचा खांद्यावरचा तो खाली होता साडीच्या म्हणजे असा अ, गोल असा कंबरेला होता. त्याच्यामुळे तो ना एक हटकेच लूक होता आणि अ, मी खाली अ, एकदम माझी चप्पल जी होती, चप्पल न घालता मी शूज घातले होते कम्फर्टेबलसाठी. <chuckles> मग तो लूक मी ना अ, म्हणजे मला त्याचा कम्फर्टेबल पण खूप छान वाटलं, की मला चालायला हील्सनी किंवा प्रॉब्लेम नाही आले किंवा आपण म्हणतो, की चप्पल चावते चामड्याची जर घातली तर आपण. तर त्याचा पण त्रास नाही झाला आणि मी दिवसभर म्हणजे ते अ, खूप चांगलं अ, सांभाळू शकत होते.
हां, हां. हां. ओके. हां, हां. वाह! ओके. वॉव! हाऊ क्यूट! <giggles> मस्तच. <chuckles> हां, हां. हो, हो.